अ, रिबूट म्हणजे काय माहिती आहे का? की जसं की स्पायडरमॅन आता आपल्याला स्पायडरमॅन माहितीच आहे ना. पण मग स्पायडरमॅनचं काय आहे ना, की स्पायडरमॅनची जी ओरिजिनल कॉमिक होते ना, त्या कॉमिकवरून जर पिक्चर बनवला, तर तो आपण काइंड ऑफ म्हणू शकतो रिमेक आहे किंवा तोच पिक्चर आपण बघतो ना, स्पायडरमॅनच सेम मूव्ही दोन, वेगवेगळ्या अ‍ॅक्टरनीपण बनवलेला आहे ना, तर तो रिमेक झाला. पण आपण काय केलं ना स्पायडरमॅनपण घेतला, त्यात सुपरमॅनपण टाकला. म्हणजे कॅरेक्टर तेच पण नवीन स्टोरी तयार केली त्यांच्याभोवती, तर त्याला रिबूट म्हणू शकतो आपण किंवा एक नवीन फ्रँचायझी सुरू करतात असे ते
हो. हां, हां. अच्छा. म्हणजे अ, एका स्टोरीमध्ये वेगवेगळे कॅ कॅरेक्टर असू शकतात त्याला रिबूट म्हणतात. तर अ, असं मला सांगा
हां, किंवा असं म्हणू शकतो की कॅरेक्टर तेच पण मग स्टोरी वेगळी, नवीन स्टोरी तयार करतो आपण म्हणजे थोडक्यात आहे ना, हे आपल्या हॉलिवूडमध्ये जास्त चालतं. हे बॉलिवूडमध्ये एवढं रिबूटचं अजून नाही आलेलं. हां, तुम्हाला एक सांगतो मी रिबूट कुठं आलं हॉलिवूड बॉलिवूडमध्ये. आता बघा ना ते आता थोडेसे हॉरर कॉमेडीच जरा जॉनर चालू आहे बघा, की त्याच्यामध्ये स्त्री आणि मग तो भेडिया आणि मग तो मुंजा, आता त्यांच्या एंडला त्यांनी काय दाखवलंय माहिती आहे का ते स्त्री मुंझा आणि भेडिया या तिघांचं काहीतरी आता येणार आहे बघा. तर तसं जर पिक्चर बनला, तर तो रिबूट होईल असं.
हं, हं. हो का? हो का? आहा! अच्छा म्हणजे अ, एकासोबत ते पिक्चर अ, स्टोरी टाकायची त्याला रिबूट म्हणतात. बरोबर, बरोबर, मग आता मला असं सांगा हो, तुमच्या मते रिमेक आणि रिबूट इतके चालू असण्यामागे मुख्य कारण काय आहे? त्याचं नॉस्टॅल्जिया की बॉक्स ऑफिसची खात्री काय आहे नेमकं?
हां, म्हणजे नवीन फ्रँचायझी सारखं राहील. अच्छा, अच्छा विचारा. हां. अ, <chuckles> <chuckles> अ, मला तर वाटतं ना, की कसं असतं ना लोकांना जे पसंत आहे तर त्याला जास्त डिमांड असते ना. म्हणजे समजा मी एखादं प्रॉडक्ट बनवतो आणि ते लोकांना आवडलं नाही, तर ते बनवण्यात मला काही आर्थिक फायदाही होत नाही ना आणि लोकांनाही काही त्याच्यातून मिळत नाही. तर मग अ, बेस्ट वे काय असतो ना, की आपण असं प्रॉडक्ट बनवणं, की जे लोकांना आवडेल आणि त्याच्यातून मग आपलं नाही का आपल्याला प्रॉफिट मिळू शकेल. तर ही इंडस्ट्री जी आहे ना, जरी ती फिल्म इंडस्ट्री असते, तर ती मनोरंजन अ, पैसेपण त्याचा त्यांचा उद्देश आहेच ना, कारण त्यांना जर पैसेच नाही मिळाले, तर ते कशाला पिक्चर बनवत बसतील, बरोबर आहे ना. त्या कलाकार असतात, अ, कितीतरी गोष्टी असतात ना पडद्यामागचे कलाकार असतात, टेक्निशियन्स असतात. तर त्या सगळ्यांना पैसा आला पाहिजे. तरच ते काम करू शकतील ना. तर मग आर्थिक गणित बसवण्यासाठी लो रिस्क जर कुठला फंडा असेल, की कमी रिस्क लोकांना हे आवडलेलच आहे तर ते खात्रीबद्दल आपल्याला शंका नाही आहे. दुसऱ्या भाषेत चाललं तर आपल्या भाषेत चालण्याची शक्यता एक जास्त असते. म्हणून मग लोक अ, प्रोड्युसर वगैरे म्हणजे नाही का, असं करत असावेत मला वाटतं, की फोर्स, की तुम्ही रिमेक बनवा, चांगला पिक्चर बघा आणि तो आपल्या हिंदी भाषेत आणा, तर असं करत असावेत, असं माझा अंदाज आहे कारण
हं, हं. <chuckles> बरोबर. बरोबर. बरोबर. हो. म्हणजे

या स्टोरीमध्ये इथं काहीतरी अ, जरा आणखीन काहीतरी ऍड केलं जाऊ शकतं किंवा इथं जरा ह्याच्याऐवजी हे करूया. तर ते आपल्याकडे तेवढं मुभा असते ना म्हणून. तर काय झालं ना, की आता एक रिसेंट पिक्चर आला अ, रितेश देशमुख यांचा वेड. तर ऍक्च्युअली तो रिमेक होता. मजली नावाचा एका पिक्चर होता साउथ इंडियन, तर त्याचा तो आणि मी दोन्ही बघितले, तर मजलीपेक्षा वेड हा खूपच चांगला बनलेला आहे कारण त्यांनी त्यात खूप इम्प्रुव्हायझेशन केलं, म्युझिक चांगलं टाकलेलं आहे, सिनेमॅटोग्राफी चांगली टाकली आहे त्यांनी आणि स्टोरीमध्ये चांगले चेंजेस केलेले आहेत. तर त्या मजलीमध्ये काय आहे ना, की ती त्याच्यासाठी एवढी वेडी दाखवलेली नाही आहे. तर त्यांनी रितेश देशमुखनी नाव पण खूप विचार करून दिले, की वेड म्हणजे हा दुसऱ्यासाठी वेडा असतो आणि ही त्याच्यासाठी वेडी असते. त्याच्यातून नंतर त्यांचं कसं प्रेम
नक्कीच, नक्कीच. हं, हं. अच्छा, हां, हां. हां, म्हणजे थोडाफार त्यांनी बदल केला आणि जास्त असं अजून त्याच्यामध्ये एफर्ट्स म्हणजे काहीतरी नवीन अजून टाकले, जसं म्युझिक म्हणा, नाही का? गाणे वगैरे म्हणा, अजून तो पिक्चर उभारून वरती येतो, नाही का? आणि जो पहिला ओरिजिनल पिक्चर राहतो, त्याचा जर रिमेक आपण केला तर तो अजून छान प्रदर्शित पण होऊ शकतो आणि लोकांना तो आवडू पण शकतो, नाही का? मग बघा ना हां, हां. हो, नक्कीच हो. <laughs>
हो, हो. अगदी. होऊ शकतो. पण तसा केलं तर हां. म्हणजे <chuckles> काही, काही लोकं उलटंही करतात, नाहीतर तो आधीच पिक्चर खराब पण करून टाकतात. तर असंही होतं.
हो, म्हणजे ओरिजिनल पिक्चर पण ती खराब होऊन जाते. नक्कीच असं होतं. बघा ना.
हां. म्हणजे हा, ओरिजिनल चांगला वाटायला लागतो. असं होतं. हं.
नक्कीच. आता बघा ना हे रिमेक आणि रिमू रिबूट हे इतकं लोकप्रियच होत आहे का त्याच्यामध्ये भर पडलेला आहे तंत्रज्ञानाचा, नाही का सोशल मीडिया म्हणा, ओ-टी-टी म्हणा किंवा ग्लोबल मार्केटिंग म्हणा नाही का. मग हे कसे बदलतं असं तुम्हाला वाटतं हो?
हां, हां. हो, हो, हो, हो. बरोबर आहे. अं, नाही म्हणजे आता कसं ना, अ, तंत्रज्ञानाने फरकच पडतो ना. म्हणजे बघा ना, आता आपल्याला काही सीन्स दाखवायचे तर ते आधीच्या काळी, आता एक पिक्चर आला असा, तो काही फार नवीन नाहीये. रावण पिक्चर होता ना, अ, शाहरुख खानचा आर. वन काय, मला वाटतं आर वन किंवा रावणच होता. तर तुम्ही तो आत्ता बघितलात तर तुम्हाला खूप नाही का, किती चांगलं बनवलं त्यांनी, नाही का. ते अ, सीजीआय वगैरे टेक्निकल गोष्टी आहेत. आणि तो जर पिक्चर बघा ना तुम्ही, एक 20-25 वर्षांपूर्वी बनवणं शक्य नव्हतं कारण तेवढे आपल्याकडे रिसोर्सेस नव्हते ना, तर अ, मग ते आहे. ते तुम्ही जुनी स्टोरी घेतली आणि त्याच्यामध्ये जर चांगले इफेक्ट्स वगैरे दिले, तर आणखीन त्याला डेप्थ येते ना. आणि ते जर नी नीट नाही वापरलं, कसं तरी केलं तर खूप प्रॉब्लेम पण होतो. बघा ना, असं हा पिक्चर आहे आपला आता रामायणावर आधारित आदिपुरुष. कसला तो पिक्चर बनवला त्यांनी ते व्हिडिओ गेमसारखे कॅरेक्टर बनवलेत आणि ते काय काय दाखवलेलं आहे. तर लोकांना ते आवडलं नाही ना. तर चांगलं केलं तर म्हणजे त्याला खूप चांगलं होऊ शकतं आणि जर खराब केलं तर मग आणखीन खराब पण होऊ शकतं. आणि ओ-टी-टी वरती काय आहे ना, की तुम्हाला आता एक्सेस काय झाला आहे, की अख्ख्या जगाचं कंटेंट तुम्ही बघू शकता. म्हणजे कुठलीही भाषा, त्याला वर्ज्य नाही. बघतात. आता Money Heist हा काही इंग्लिश पण नाही ना, अ, ही सिरीज पण ते लोक बघतात ना? तर त्याच्यानंतर अशा कितीतरी गोष्टी आहेत, की ज्या आपण वेगळ्या लँग्वेजमधल्या बघतो आहे. तर कंटेंट चांगलं असणं ही काळाची गरज बनलेली आहे अदरवाईज लोकं बघायला जात नाहीत आणि
हो. हं, हं. बरोबर. नक्कीच. बरोबर. हो. बरोबर. हो खरंच, खरंच.